हो ना. हं, हं.
अ, सामी ओ मेरे सामी बलम सामी मेरे सामी तर ते अ, बळजबरी हिंदी केलेलं वाटतं. त्यातलं संगीत कळतं आपल्याला. पण ती गाणी जी काही आहे शब्द ओढून-ताणून इथून ये बेटा, ये मेरा अड्डा, ये बेटा. त्यांचं वेगळं त्यांच्यामध्ये काहीतरी वेगळं असेल ते. पण त्यांना आता तेवढ्या त्या अ, सुरांमध्ये त्या मीटरमध्ये बसवायचे होते शब्द म्हणून काही-काही इकडून घेतलं, तिकडून घेतलं असं.
सामी. हो. अगदी बरोबर. हो. <chuckles> हो ना. हो, हो. काहीतरी उग म्हणजे अ, जोड करून म्हणजे अ, हं. <chuckles>
जोड करून, हां. फक्त ते अ, ते स्वामीच म्हणतात त्यांच्या भाषेमध्ये तो म फक्त सामी, बलम सामी, समन सामी असं ते जे केलेलं आहे. ते फक्त सामी फक्त एक आहे आणि त्यानंतर खूप वर्षापूर्वी एक अ, सिनेमा आला होता, हमसे है मुकाबला. मुकाला, मुकाबला लैला, ओ लैला. <chuckles> ती गाणी अ, अ, म्हणजे तो अ, कुठलातरी साउथ इंडियन भाषेतला सिनेमा होता. पण ते.
हो ना. हो, हो. पूर्ण. ओके. कोणता? ओके. काय बद्दल त्याबद्दल विशेष? हो. <chuckles> अच्छा! हं. ओके. मग अ
तर त्याचं ते सगळं डब झालेलं होतं ते गाणी पण त्याच्यामध्ये.
अच्छा म्हणजे हे ओरिजिनली साउथ मधलं गाणं होतं का? अ
साउथमधलंच गाणं आहे ना ते. ते फक्त त्याला हं.
ओके. हिंदीमध्ये नंतर थोडं फार हे केलंय. हम्म.
हं. त्यानंतर ते काहीतरी असं एक गाणं होतं ते अ, सुनरी सखी मेरी प्यारी सखी मेरा दिल खो गया है कही असं. अशा स्टाईलचं म्हणजे ते अ, ट्रान्सलेट नाही शब्द टू शब्द ट्रान्सलेट केल्यावर कसं वाटतं. तर त्याला हां तर ते यमक नाही जुळत मग कुठे जोडा-कोडी, कुठे ओढाताण.
हां, हां. <chuckles> हो ना. तसं वाटत होतं. हं. हो, हो. आणि ते काय होतं कधी-कधी म्हणजे लिरिक्स जे असतात किंवा म्युझिकनुसार बळजबरी एखादा शब्द टाकावा लागतो फिट होत नसला तरी नाही का. कारण की त्यांना अ, रायमिंग करायचं असतं त्याचं. हो. हो ना. हो ना.
करेक्ट, करेक्ट. रायमिंग करायचं असतं आणि त्या मीटरमध्ये बसवायचं असतं. संगीताचं ते मीटर असत ना त्यामध्ये बसवायचं असतं. तर मग ते अ, ऑथेंटिक वाटत नाही ती गोष्ट ती अशी अ, असं माझं मत आहे त्यामध्ये.

अगदी बरोबर, अगदी बरोबर. अ, आ आमच्या इथे अ, आमच्या चाळीमध्ये म्हणा किंवा अ, आमच्या समोर एक रस्ता ओलांडला की तिथे मंदिर असतांना तिथे अनेक अ, भक्तिगीते फार ऐकली आहेत मी खरं तर सुरुवातीच्या काळामध्ये. अ, कारण तेव्हा सिनेमाची गाणी लागायचीत नाही, असं नाही. पण भक्तिगीतं अ, आपल्या मातृभाषेतली होती. हो, मा मातृभाषेतली होती ना. अ, जसं अ, चल गं सखे चल गं सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल. ते तशा
हो ना. अच्छा. बल जास्त होतं. हो. हो ना. पंढरी हं, हं अगदी बरोबर. आणि अ, खूपच एक वेगळं वातावरण निर्माण होतं बघा. म्हणजे हे ऐकतांनाही अंगावर काटे उभे राहतात किंवा काटे म्हणण्यापेक्षा म्हणतात ना एक अ, रोमांच अ, किंवा उत्साह येतो. हम्म.
ती गाणी. हो, हो, हो, हो. क्या बात है! रोमांच येतो. खरं, खरं. आणि तो एक अ, ती व वेगळ्याच दुनियेत असतो खरं सांगायचं तर आपण. अ, किंवा त्यातलच त्यांचं एक गाणं होतं की, ऐका सत्य नारायणाची कथा. त्या ते लिरिक्सच अशी होती की ती पूर्ण एक कथा त्यामध्ये मांडली गेलेली होती. की एक व्यापारी असतो तो जातो आणि येतो आणि मग त्याचं जहाज बुडतं. मग तो सत्यनारायणाची पूजा करत नाही. त्याच्या मुलीचं लग्न वगैरे असं सगळं त्या गाण्यामध्ये ते वर्णन आहे. तर ते इतर भाषेमध्ये ते गाणं होणं शक्य नाही. म्हणून ते मातृभाषेतच ते ऐकायलाही चांगलं वाटतं आणि छान वाटतं ते. असं.
बरोबर. हां. बरोबर. हां. <chuckles> अगदी बरोबर. हो. शक्यच नाही. बरोबर आहे. काय आणि झालंय तरी म्हणजे त्याचा इसेन्स कुठेतरी गायब होऊन जाईल मग अ, नाही का म्हणजे काहीतरी काहीतरी अ, दुसरंच बनवलं आणि बनतात ना की जे ओरि ओरिजिनल आहे त्याचे पण कुठेतरी मग डिसरेस्पेक्ट झाल्यासारखं होतं. जेव्हा अ, आपण म्हणतो ना. मग काहीतरी भलतच बनते नाही का म्हणजे उं, म्हणजे अर्थ वेगळा जातो ना दुसऱ्या अ, कम्युनिटीमध्ये बरोबर. क कारण का मराठी कम्युनिटीला त्याचा मेन काय अर्थ आहे? कोर अर्थ जसं तुम्ही म्हटलात मायक्रो लेव्हलवर त्यांना माहित असतं. पण इन जनरल ट्रान्सलेट करून हिंदीत जर बनवलं कोणी, तर मग अवघड होईल ना. म्हणजे हिंदी मधल्या लोकांना काय वाटेल, की अरे असंच आहे म्हणजे अ, मराठी गाणं. मग गैरसमज पण होऊ शकतात त्यामधून. हं.
गायब होऊन जाईल. हां, हां. तो हेतू कळणार नाही. हं, हं. हं, हं. करेक्ट, करेक्ट, करेक्ट, करेक्ट. हं, हं. माहिती अस हां, हां. हां. असंच आहे. बरोबर. अगदी बरोबर. अगदी बरोबर. आता आता तो एक अ, तुम्हाला अ, इतक्यातच एक आलेला तो एक चित्रपट होता. अ, त्याचं नाव होतं पुष्पा, पुष्पा. ऐ तू झुकेगा नही साला. हां. तर त्यामध्ये अ, हिंदी डबमध्ये त्यांनी गाणीसुद्धा हिंदीत केली होती नाही का?
अच्छा. कोणता? हो. झुकेगा नहीं साला. <chuckles> <chuckles>

असं ते हं.
हं, तर आजकाल अ, जसं आता जमाना बदलला आहे, तुम्ही आधीच्या कॅसेटचं पण सांगितलं, नाही का, तुम्ही अ, बी-जी-एम म्हटलात, बरोबर. अ, तर ते तुम्ही कलेक्शन करायचं तर काय तुम्हाला वाटतं बरं, त्या काळातलं तुम्ही जेव्हा अ, ते कलेक्शन करायचं आणि आजचं फरक पडलाय, स्ट्रीमिंग सर्व्हिसेस खूप आल्या, प्लेलिस्ट असते आजकाल आपल्याकडे, नाही का. कॅसेट वगैरे तर बुडाल्या सर्व, तर कशाप्रकारे आवडीनिवडी आपल्या बदलल्या आहेत सोशल मीडियाने किंवा स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सने?
हं, हं, हं. हं. हं, हं, हं, हं. हं, हं. नाही मी थोडंसं अ, त्या बाबतीत थोडासा असा जुनाटच माणूस आहे. मला ते जुने संगीतच आवडतं. म्हणजे अ, जुने म्हणजे अ, 2000 अ, 5-10 पर्यंतचे संगीत आवडतात मला साधारण. अ, मग त्यानंतर अ, का कुणास ठाऊक, पण माझ्या ती गाणीच लक्षात राहत नाही हल्लीची. तुम्ही जर त्याच्या आधीची जर मला विचारलं, तर ती गाणी सांगू शकेल मी. अ, अगदी 60sची गाणी माझ्या लक्षात आहे. 1960ची गाणी लक्षात आहे. पण आत्ताची दोन हजार. अ, तेराची, चौदाची, पंधराची जर विचारली तर ती लक्षात नाहीये. म्हणजे
ओके. हां. हो, अच्छा, हं. <chuckles> कारण की जास्त. अच्छा. बरोबर. बरोबर आहे. अरे बापरे! आजच्या नंतर जवळ अच्छा, म्हणजे बरोबर आहे मला वाटतं ते धांगडधिंगा सुरू झाला तिथूनच. सर्व म्युझिक नाही राहिली.
हं. हां, हां, हां. मेलडी नाही राहिली. जे संगीत बाजूला झालं आणि शोर झाला. काय, शोरला काय म्हणू आपण मराठीमध्ये अ, इंग्लिशमध्ये नॉईज आणि मराठीमध्ये असं नुसताच आवाज, नुसताच गोंधळ. हां. खरं तर गोंधळ नावाचा आपल्याकडे एक संगीताचा चांगला प्रकार आहे. पण तोही, तोही एवढा गोंधळ करत नाही. इतका गोंधळ आजची ती गाणी करतात.
हं, नॉईस म्हणतो इंग्लिशमध्ये बघा खूप जास्त. गोंधळ, गोंधळ हं, <chuckles> अ, प्रकार आहे सांस्कृतिक. <chuckles> हो ना आणि
त्यातली शब्द कळत नाहीत, लिरिक्स कळत नाहीत. अ, इंग्रजीमध्ये असतात, हिंदीमध्ये असतात, पंजाबीमध्ये असतात, गुजरातीमध्ये असतात. असे काही-काही थोडे, थोडं हे थोडं ते असं ते.
अगदी बरोबर. आणि संगीताचं बोलतो तर रॅपबद्दल काय मत आहे बरं तुमचं? म्हणजे रॅप एक प्रकार आहे बघा खूप फास्ट बोलतात. अ, हं.
हं. हो, हो. खूप फास्ट होतं. ठीक आहे ते थोडंसं अ, अ, ते सहन होतं. ते आपण त्यालाही काही असं काही हे नसतं काय रिदम नसतो. रॅम्प रॅम्प एक सारखंच ते करतात. पण अ, ठीक आहे ओके ते
वेगळ्या स्टाईलच राहत ते. हो ना. एखादं ठीक असतं, पण खूप जास्त झालं तरी तेवढं पण ठीक नाही नाही का. कारण लिरिक्स समजत नाही, एवढ्या फास्ट कोण ऐकणार? बरोबर आणि अ, खूपच छान वाटलं अ, तुमच्याशी बोलून, जसं तुम्ही संगीताच्या आवडीवर कसा परिणाम होतो सांगितला आणि मातृभाषेत जे ऐकतो ना, ती मातृभाषाच असते शेवटी आणि आपण रिलेट करू शकतो मायक्रो लेव्हलवर असं समजावलं तुम्हाला, मस्त वाटलं अ, हा संवाद अ, तुमच्यासोबत करून, खूप खूप धन्यवाद.
हं, हं. हो, हो, हो. अगदी बरोबर.